तुम्हाला काय सांगू त्या मूव्हीचा क्लिप बसता म्हणजे अर्धा तास कुठं जातो समजतच नाही. आणि एकच्या नंतर एक, एकच्या नंतर एक, एकच्या नंतर एक मी बघतच बसायचं त्याला.
<laughs> हो. म्हणजे टाईम कसा जातो ना, त्यात खरंच कळत नाहीत.
खरंच समजत नाही. तर याच्यामुळे काय झालं ना, की हीट वाढत राहिली माझ्या शरीरामध्ये. मला सुरुवातीला एसिडिटीचा त्रास झाला, बरं का. आणि हां. मला ते असं वाटलं, की ठीक आहे एसिडिटी असेल नॉर्मली जेवणामुळे होत असेल. पण ते जेवणामुळे नव्हती, नंतर ते एसिडिटी तसंच राहिले नंतर अ, एक चिड-चिडपणा येतो ना? स्वभावामध्ये चिड-चिडपणा यायला लागला आणि डेडलाईन्स वगैरे ऑफिसच्या जवळ आल्या होत्या काम करायचं होतं. अ, माणसाचं मनच असं असतं, की अ, माणसाला त्या मोबाईलमध्ये एकदा आनंद भेटायला लागला ना, की त्याचं लक्षच राहत नाही, बघा कामामध्ये.
अच्छा. हम्म. हो. <chuckles> अं, नक्कीच. पण मला असं म्हणायचं आहे, अ, माणसांना, माणसांपेक्षा मोबाईल जास्तच जवळचा वाटतोय आजच्या स्थितीमध्ये, काय वाटतं?
अ, त्यात और हां. रिवॉर्ड भेटत नाही. हं, हं. हां. तेच आहे, बरोबर आहे. तुम्ही बरोबर म्हटलंय, काऊन की ते कायम डोपामाइन स्पाइक देतो ना. तुम्ही एखाद्या माणसासोबत जाऊन बोला त्यांचं ऐकायचं, म्हणजे ती हीच नाही राहिली म्हणजे व्यक्तीचं मन इतकं चंचल झाल आहे ना. तुम्हाला सांगतो की अटेन्शन स्पॅन इतकं कमी झाल आहे ना, 30 सेकंदावर अटेन्शन स्पॅन आलेलं आहे व्यक्तीचं. पहिले 1 तासापर्यंत होतं. हां, अन् म्हणजे, तुम्हाला तुम्ही एखाद्याला मनातली तुमची भावना व्यक्त करताय. तो व्यक्ती 30 सेकंदांच्या वरती तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. ते लगेच तुम्हाला लगेच प्रतिप्रश्न विचारतो किंवा इकड-तिकडच्या गोष्टी करायला लागतो. त्यावर नवीन पाहिजे काहीतरी. असं झालेलं त्या मोबाईलमुळे <clears throat> आणि याचं उप काय दुष्परिणाम काय आहे. कॉन्सन्ट्रेशन होत नाही कामात, कामात कॉन्सन्ट्रेशन होत नाही. तर अस्वस्थता वाढते, चिड-चिडपणा वाढतो. या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत होत होत्या तिथे. मला या गोष्टी समजल्या आणि शेवटी डॉक्टरांनी कडे गेलो मी. एक दिवस पॅनिक अटॅक आला होता मला, चिंताचा म्हणजे अँनक्झाइटीचा पॅनिक अटॅक होता. हो. भयंकर पॅनडिक अटॅा अटॅक होता तो. काऊनकी डेडलाईन उद्याचीच होती, पहिल्या दिवशी खूप मोठं काम राहिलं. मला समजतच नव्हतं काय होतंय आणि एकदम चिंता वाढली अन् घबराट व्हायला लागली होती. डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर म्हणले, "अ, तुझं काही खरं नाही, तुला लवकरात लवकर ते मोबाईल बंद लागते. नाहीतर काही खरं नाही म्हटलं तुझी तू पागल व्हायच्या ह्याच्यावरच आलेला सध्या." म्हणजे मी डॉक्टर पण असा मित्रच होता माझा.
नक्कीच. हो ना. आणि ही खूप गंभीर घटना आहेत. हो. बाप रे! हां, हां, हां. नक्कीच. <laughs> हां, हां.
त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या इथे आणि नंतर सीरियसमध्ये सांगितलं, की खरंच अ, तुला नाही का, ते मोबाईल पासून दूर रहावाच लागेल.

म्हणजे आपण हे सगळं इतर वेळी करू शकतो जसं की आपण मी बोलले, की कुटुंब असेल, सण असेल वगैरे नक्कीच. पण काय असतं ना, की काही लोकांना झोपच येत नाही हा खूप मोठा प्रॉब्लेम आहेत आणि आजचं सगळ्यात मोठा रिसर्च पेपरवरती जर काही बघितलं तर लोकांना झोपच येत नाही, अक्षरशः लोकं गोळ्या घेऊन झोपतात.
हो. बरोबर, बरोबर. हो, हो, हो. झोपच येत नाही. नक्कीच, नक्कीच. बरोबर ना. कशामुळे होते माहिती आहे का? दिवसभर रील बघणं किंवा दिवसभर वेगळ्या वेगळ्या विचारामध्ये व्यस्त असणं संध्याकाळी ते सगळे विचार एक सोबत येऊन जातात आणि व्यक्ती जो असतो ना कन्फ्युज असतो पूर्ण म्हणजे, त्याला हे विचार आहे, ते विचार आहे, ते विचार आहे हे करायचं, ते करायचं. त्याचा जो आतमध्ये जो रजोगुण म्हणतात त्याला म्हणजे काहीतरी करायचं, काहीतरी करत राहायचं जो असा विचार असतो ना तो त्याला झोपूच देत नाही बघा. झोपायच्या वेळेस आपल्या सगळ्या गोष्टी सोडूनच झोपायला लागते ना, कीतीपण जवळची गोष्ट असली ती सोडूनच झोपायला लागते. पण विचार त्याला झोपू देत नाही. त्यामुळे काय आहे ना, की सगळ्यात छान एक पद्धत अशी आहे झोपेच्या गोळ्या न घेता जर करायची, तर ध्यानाला बसणं झोपायच्या बरोबर 15 मिनिटं पहिले ध्यानाला बसा, ध्यान करायला बसल्यानंतर काय होत ना, की विचार येतील खूप मोठे त्या विचाराला बघत राहायचं, बघत राहायचं, बघत राहायचं. आणि तुमचे डोळे पण असतात त्यावेळेस आणि विचार कमी-कमी-कमी होत जातात त्यामुळे काय होते ना, की बॉडी मेलाटोनिन जे असते ना मी तुम्हाला सांगितलं एक हार्मोन आहे ते इतकं इतकं फास्ट तो बॉडी मध्ये स्त्रवतो ना तुम्हाला इतकी छान झोप येते ना त्यानंतर म्हणजे तुम्ही स्वतः एकदा अनुभव करून पहा ज्यावेळेस तुम्ही झोपसाल ना त्यावेळेस फक्त झोपायच्या पहिले 10 मिनिट पहिले तुम्ही ध्यानला बसा आणि ध्यानला बसल्यानंतर तुमची झोपा. इतकी सकाळी तुम्ही ज्यावेळेस उठताल ना इतकं फ्रेश वाटेल तुम्हाला असं वाटेल, की मी अ, म्हणजे महिना दोन महिने झाले झोपलेली आहे. <chuckles> हां आणि इतकं फ्रेशनेस येते. नक्कीच हा तुम्ही खरंच करून बघ जा ट्राय करायचा.
तर हं. हं. अच्छा. नक्कीच. नक्कीच ऐ अरे वाह! अच्छा. हो. नक्कीच. नक्कीच करेन मी. <chuckles> अरे वाह! आता तर मी नक्कीच करणार आहे. नक्कीच. मी तर हे करेनच पण आणखी काही सांगा की मला, जेणेकरून मी चांगली झोप घेऊ शकते आणखीन.
हां. हां. बघा लाईट तर पूर्ण बंद पाहिजे. रूममधल्या जिथे झोपताय तिथे. हां मोबाईल तर बंदच पाहिजे या 2 गोष्टी झाल्या.
अच्छा. हं, हं. आता मी मोबाईल पण बंद करणार, योगा पण, ध्यान पण करणार आणखी सांगा पुढे. <chuckles>
हां. ध्यान आणि शेवटी काय आहे ना, की बघा एक ब्रीथिंग पॅटर्न असतो प्रत्येकाचा आणि झोपताना नाही का ब्रीथिंग पॅटर्न बघा तुम्ही लहान मुलाला जर का बघितलं आणि त्याची एकदम आरामशीर श्वास घेतो आणि आरामशीर सोडतो, बरोबर का नाही? सेम जर का आपण कॉपी करायला लागलो ना एकदम हळुवार स्वास घ्यायचा, घ्यायचा, घ्यायचा, घ्यायचा मग थांबवायचं, मग पुन्हा हळू-हळू सोडा, सोडा, सोडा, सोडा, सोडा सोडायचा. पुन्हा थांबायचं. असं जर का आपण करत राहिलो ना, तर जास्तीत जास्त 10-12 श्वासमध्ये तुम्ही निवांत झोपून जाताल
हो. हो ना. हं.